पूर्वी कसं असायचं ना आपण सर्वजण एकत्र बसून कुटुंबासोबत जेवण करायचो. बट काय झालं, जसा काळ बदलला. आणि आपलं शहरांकडे स्थलांतर वास्तव्य वाढायला लागलं. तसं-तसं ही जी परंपरा आहे एकत्र जेवायची ती कुठेतरी खंडित झाली किंवा तिचा कुठेतरी विसर पडला असं आपल्याला वाटतं नाही का. तर तुमच्या घरात एकत्र जेवण ही परंपरा कशी सुरू झाली हो आणि लहानपणी त्याबद्दल तुम्हाला काय आठवतं सांगाल का?
हो ना. हो ना, म्हणजे खूपच अ, छान अशी आठवण आहे माझी जेवणाची. अ, दिवसभर तर आपण सगळ्या आपापल्या कामात असायचो ना. तर मी पण शाळेत वगैरे जायची, ट्यूशन क्लास असायचे माझे. मग बाबा तर जायचे कामाला, तर घरी फक्त आजी आणि आईच असायची. आणि त्या दोघी मिळून ना अख्खा दिवस म्हणजे काय खायला बनवायचं, लहान मुलांसाठी काय, चहा नाश्ता वगैरे, काय नाश्त्याच्या वेळी काय द्यायचं त्यांना, हेच चालायचं. आणि मग रात्रीचं जेवण दोघंही मिळून बनवायचे, पण ते वाट पाहायचे की, मुलं कधी येणार ट्युशन्सवरून किंवा माझे बाबा कधी घरी येणार. आणि त्यानंतरच मग जेवायला घ्यायचे ते, आणि मग गरम-गरम अशा चपात्या बनवून वगैरे ते घेऊन यायचे आणि गरमागरम आम्हाला देत जायचे. तर तेव्हा मी, बाबा, आजोबा, आम्ही सगळे बसायचो, आजी पण बसायची. आणि आई सगळ्यांना वाढून, मग नंतर मग ती पण जॉइन व्हायची. तर असं आम्ही बसून मग नंतर मग गप्पा गोष्टी करायचो, खूप काही, म्हणजे आज काय झालं शाळेत आमच्या आणि टीचरने काय शिकवलं काय नाही किंवा बाबांच्या ऑफिसमध्ये काय झालं, असं एकमेकांचा दिवस कसा गेला ह्यावरती खूपच छान अशी गप्पा गोष्टी करत करत जेवायचो.
हं, हं. हं, हं. अच्छा. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. अरे वाह! वाह! खूपच छान! खूपच छान! आणि तुमच्या घरी जेवणाआधी किंवा जेवणानंतर अशी काही खास पद्धती होती का हो? जसं आपण बघतो नाही का, की एखादा ते ताट आहे त्याला ओवाळणे पाण्याने ओवाळायचं नाही का, आणि पाण्याचा असा हे शिंपडा घालायचा किंवा एखादी पूजा वगैरे म्हणायची किंवा प्रार्थना म्हणायची, असा काही नियम आहे का?
हो म्हणजे, हे वस्तू ना मी माझ्या आजी-आजोबांना करताना पाहिलं आहे की जेवायच्या आधी पाणी हातात घेऊन ते ताटाच्या अवतीभवती असं टाकायचे आणि नंतर मग ते न देवाला अर्पण करून नंतरच ते जेवायचे. आणि ते आम्हालापण सांगायची, की तुम्ही असं नाही करत तर निदान आपल्या अन्नाला तुम्ही नमस्कार करा आणि देवाचे आभार माना, की अ, देवा तू आज मला हे इतकं छान पौष्टिक जेवण दिलं आहे. तर तुझे खूप-खूप धन्यवाद आणि आभार मानते मी. असं तुम्ही बोला आणि नंतर मग ते जेवा. तर असं केल्याने काय होतं, की देवाचा आशीर्वाद भेटतो आपल्याला जेवणासाठी आणि जेवण आपलं जे आहे समोर ते प्रसादासारखं आपण जेवतो आणि त्यातलं काहीही आपण वेस्ट नाही करत आपण त्याला फेकत नाही. कारण त्याला आपण मग नंतर प्रसाद मानतो ना, तर जेवणाचं एकदम आपण सगळं जे ताटात वाढलं आहे ते आपण संपवतो. आपण जेवणाला नावं नाही ठेवत. तर ही गोष्ट आमची आजी शिकवायची आम्हाला.
हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हो. हो. अरे वाह! वाह! खूपच छान हो! म्हणजे एकदम म्हणजे नाही का काय बोलतात ते परंपरेचं एक जतनही कुठेतरी तुम्ही करायचात.
हो ना. आणि आजींना सांगितलं तर ऐकायलाच पाहिजे ना आपण. म्हणून ती जे काही सांगायची ते आम्ही ऐकायचो आणि आम्हाला पटायचं पण. कारण ती इतक्या प्रेमानं आम्हाला सांगायची ना, म्हणून आम्हाला पण ते छान वाटायचं की आजी आम्हाला छान-छान गोष्टी शिकवते.
हो, हो, नक्कीच. हं, हं. अरे वाह वाह खूपच छान! खूपच छान! बट आता जेव्हा आपण पाहतो की आधुनिक आयुष्यात जसं नाही का नोकरी असते किंवा अभ्यास वगैरे असतो किंवा स्मार्टफोन आहे, नाही का. स्मार्टफोन तर या सर्वांचा काहीतरी आपल्या एकत्रित जीवनावर परिणाम झाला आहे का ओ?
हो ना, म्हणजे आता लग्नानंतर माझी मुलं वगैरे आता मोठी होत आली ना, तर त्यांचं त्यांनाही आम्हाला मोबाईल द्यावा लागला. कारण लॉकडाऊननंतर काय झालं असं ऑनलाईन स्कूल वगैरे होते, तर तेव्हापासून त्यांच्या हातात मोबाईल दिलं, ते तर सोडतच नाही आहे. आणि चालू असतं, माझा मुलगा WhatsAppवर आणि व्हिडिओ गेमवर असतो आणि मुलगी लहान आहे तर ती कार्टून आणि व्हिडिओ गेम बघत असते असं, तर दोघांचं चालू असतं. तर त्यामुळे त्यांना जेवायच्या वेळेला हाक जरी मारली ना तरी त्यांचं लक्ष नसतं. आणि माझे मिस्टर पण घरी आले तरी फोनवर त्यांचं चालू असतं, मित्रांशी फोन किंवा ऑफिसचं काही ना काही ईमेल चेक कर, WhatsApp चेक कर, हे चालूच असतं त्यांचं. म्हणजे किती काय सांगायचं आपण की फोन बाजूला ठेवा, जेवणाची वेळ झाली. आणि जेवणाच्या ताटावर पण बसून म्हणजे जेवण जेवतात आहे पण काय जेवतात ते त्यावर भानच नसतं. आणि जे सगळं ध्यान त्यांचं फक्त मोबाईलवर असतं लक्ष, तर मग मी एक दिवशी खूप असं त्यांना रागावले आणि मी सांगितलं की असं काही आता चालणार नाही यापुढे. आणि उद्यापासनं ना मोबाईल डायनिंग टेबलवर कोणीही आणायचा नाही, जर का आणला तर मी तो खेचून घेईन आणि लॉक करून टाकेन, मग भेटणार नाही तुम्हाला.
हं, हं. हं, हं, हं. अच्छा, अच्छा. हं, हं, हं, हं. हो, अगदी बरोबर. हं, हं. अच्छा मग असं केलं का तुम्ही?
हो ना केलं. म्हणजे असं करायलाच लागलं मला, कारण ती अजिबात ऐकत नव्हते. मग दुसऱ्या दिवसापासून मी हा नियम केला आणि माझा मुलगा तरीही मोबाईल डायनिंग टेबलवर घेऊन आला. तर तो जरा अ, ऐकत नाही असं आहे जिद्दी आहे. तर मी घेतला त्याचा मोबाईल आणि मी कपाटात लॉक करून ठेवला. तर हे पाहून मग माझी मुलगी घाबरली आणि तिला आधीच ठेवून दिला तो बाजूला.
हं, हं. अच्छा, अच्छा. अरे वाह, वाह! म्हणजे हा जालीम उपाय ठरला असं म्हणता येईल का?
आणि म हो ना. आणि मग मी त्यांना सांगितलं की हे बघा आपण जेवायला बसतो ना, तर थोडासा वेळ आपण आपला फॅमिली टाईम म्हणून हा आपण करू शकतो ना. आणि तुमच्या शाळेत काय झालं हे मला सांगा, की टीचरने काय शिकवलं? नवीन काय शिकलात का? आणि माझ्या मिस्टरांना पण मी सांगितलं की जेवताना तरी तुम्ही कामाचा इतका स्ट्रेस घेऊ नका ना. तेवढा वेळ तरी तुम्ही कामाला विसरून जा, आणि स्वतःच्या फॅमिलीसोबत तुम्ही टाईम स्पेंड करा. थोडंसं ध्यान तरी द्या की मी इतक्या आवडीने, इतक्या मेहनतीने काय बनवलं आहे तुमच्या सगळ्यांसाठी, तर मलाही बरं वाटेल. मग ही गोष्ट त्यांना पटली की ठीक आहे. मम्मा जे सांगते ते बरोबर आहे. मग त्या दिवसापासनं आम्ही रात्रीचं डिनर एकत्रच करतो.
हं, हं. हं, हं. अरे वा! वा! खूपच छान. आणि तुम्हाला असं वाटतं का हो, एकत्रित जेवण केल्यामुळे दोन घास जास्तही जातात वगैरे असं काही?
हो ना, म्हणजे गप्पा गोष्टी करत करत आपल्याला कळतच नाही ना की वेळ कधी गे निघून गेला आणि मस्त पोटभर मुलंही, दोघंही मुलं जेवतात. नाहीतर आधी काय व्हायचं की व्हिडिओ गेम खेळतात, तर सगळं लक्ष व्हिडिओ गेममध्ये असायचं, तर भरभरून असं थोडंफार-थोडंफार खाऊन उठून जायचे त्या ताटावरनं की "हो हो, झालं-झालं माझं, मी खाऊन घेतलं." तर त्यामुळे मग त्यांचंही जेवण बरोबर नाही व्हायचं आणि ताटातही जेवण खूप वेस्ट राहायचं. ते म्हणायचे, "हां पोट भरलं माझं, आता मी जातो." मग आता ती गोष्ट होत नाही, हे मी ऑब्झर्व्ह केलंय.
हं. हं, हं. हां. हं, हं, हं, हं. तर अ, तुमच्या घरात म्हणजे नाही का, जेवणाची परंपरा जी आहे तर ती पुढच्या पिढीकडे नेण्यासाठी किंवा जपण्यासाठी, तुम्ही एखादे काय असे छोटे म्हणजे सवयी किंवा उपाय वगैरे सुचवलेत का हो घरच्यांना?
हो ना, म्हणजे मी त्यांना आत्तापासनंच ही सवय लावली आहे की एकत्र डिनर टाईम करायचं. म्हणजे सकाळी सगळ्यांची धावपळ असते, शाळेची वेळ मुलांची वेगळी असते, ह्यांची ऑफिसला जायची वेळ वेगळी असते, तर त्यामुळे नाश्ता काही एकाच वेळेला करत नाही कोणी. आणि दुपारचं लंच आपापल्या त्या मुलांचं शाळेत असतं आणि आमचं ऑफिसमध्ये असतं, तर तेव्हाही आम्ही भेटत नाही. तर मग एकच जेवणाची वेळ राहिली ना, रात्रीच्या डिनरची. तर निदान त्यावेळी तरी सगळ्यांनी एकत्र यावं आणि एकत्र बसावं, थोडं बोलावं एकमेकांशी आणि काय जेवतोय त्यावर तरी लक्ष द्यावं. तर ह्यासाठी मी आत्तापासनंच त्यांना ही सवय लावली आहे. तर मी अशी अपेक्षा करते की ते मोठे झाल्यावरती, जेव्हा त्यांचं लग्न होईल आणि त्यांची मुलंबाळं होईल, तर ते त्यांनाही हीच सवय लावतील की "हां, आमची आई पण अशी करायची, तर आपणही एकत्र बसून जेवूया."
हं. हं, हं. बरोबर. हं, हं, हं. बरोबर. हं, हं. बरोबर, अगदी बरोबर. आणि तुम्हाला कधी-कधी असं वाटतं का हो, की हे एकत्र जेवणाची परंपरा आहे याला कुठेतरी तडे जातात ते? म्हणजे बघा ना तुम्ही जसं बोललात, की घरात सर्वजण बिझी असतात, कोणाचा शाळेचा टाईम वेगळा, तुमच्या पतीदेवांचा ऑफिसचा टाईम वेगळा, आजी-आजोबांचापण एक नाष्टा किंवा जेवणाचा टाईम वेगळा असतो, तर अशा वेळेस काय आपण समतोल साधला पाहिजे जेणेकरून ही, जी परंपरा आहे तर ती एक चांगले म्हणजे एक खंड म्हणजे अखंडित राहील?
हो ना. मला असं वाटतं ना, की एका वेळेला कोणताही एक वेळ तुम्ही अ, असा नियम बनवा, की या वेळेला आम्ही सगळे एकत्र येऊ. आणि जर का ती वेळ जेवणाची असती, ते पण रात्रीच्या जेवणाची, तर त्याच्यापेक्षा मला वाटतं, की आणखीन काहीच असं छान नाही आहे. कारण रात्रीच्या वेळेस काय होतं, लोकं दमून थकून घरी येतात, मग जेव्हा ते जेवतात तर ते जेवणाची चवपण लागते. कारण त्यावेळेस भूक लागलेली असते ना, दिवसभर काम करून आणि दिवसभर ऑफिसमध्येपण थंडच डबा मिळतो, गरमागरम जेवण कधी भेटणार? रात्रीच्या. रात्रीच्या जर आपण का एकत्र बसलो आणि गरम-गरम आपण जेवण जेवलो एकत्र बसून, मग त्यावर आपण गप्पा मारल्या, तर असं तो ना, की अनवाइंड झालंय आपण. एक अनवाइंड रूटीन <chuckles> असं होतं. आणि खूप मन असं आपलं रिलॅक्स होतं, शांत होतं. तर आपण त्यानंतर मग जेव्हा झोपायला जातो, तर आपल्याला मन एकदम छान असं फ्रेश, हलकं-फुलकं वाटतं आणि झोप पण खूप छान येते.
हं, हं. हं, हं. हो. रात्री. हं, हं. हं. हो, हो. हो. हं, हं. हं. बरोबर, अगदी बरोबर नाही का. म्हणजे प्रत्येकाने जर एकत्र जेवण केलं, एटलीस्ट रात्रीचं तरी तर, नक्कीच या सर्व गोष्टींचा आपल्याला फायदा होईल. असं एकंदरीत तुमच्या बोलण्यावरून जाणवतंय. तर आणखी ही परंपरा नाही का कंटिन्यू करण्यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो?
म्हणजे मला असं वाटतं ना, की जेवणाची वेळ अज आणखीन जास्त इंटरेस्टिंग बनवण्यासाठी आणि म्हणजे सुरुवातीला माझ्या मुलांना मला लालच द्यावा लागायचा. कारण त्यांना माहिती होतं की हां व्हिडिओ गेम्स तर खेळायला नाही मिळणार आणि मोबाईल तर आईने काढून घेतला आहे. मग त्यांचं तोंड असं, एकदम लहान असं पडलेलं असायचं की "काय आता हे किती बोरिंग आहे डिनर टाईम आणि आम्ही काय करू." असं कंटाळून जेवायचे. मग मी असा विचार केला की आता ह्यांना कसं काय मी आता इन्वॉल्व करू की जेणेकरून ते खुशी खुशीनं डिनर टाईमला येतील आणि गप्पा-गोष्टी करतील. तर मग मी तिघांच्या आवडीचं जेवण बनवायला सुरुवात केली, की आज एक दिवस माझ्या मुलाच्या आवडीचं जेवण, मग दुसऱ्या दिवशी माझ्या मिस्टरांच्या आवडीचं जेवण, मग तिसऱ्या दिवशी मुलीच्या आवडीचं जेवण आणि काहीतरी गोड मी ठेवलं की हां, जेवण झाल्यावरती आपण अ, आईस्क्रीम खाऊया किंवा चॉकलेट किंवा कोणतीतरी मिठाई किंवा खीर असं. तर मी हे सगळं जेव्हा बनवायला लागले आणि त्यांनी पाहिलं की आई इतकी मेहनत करते आपल्यासाठी, आणि तर आपणही थोडंफार केलं पाहिजे <chuckles> तर ही वस्तू त्यांना आवडली. आणि मग ते लालचपण असतं ना, की "अरे वाह! काहीतरी गोड मिळणार, काहीतरी माझ्या आवडीचं मिळणार." ह्यामुळं मग तेही एकदम आवडीनं यायला सुरुवात केली आणि वेळेवर यायला सुरुवात झाली त्यांची.
हं. हं, हं, हं. अच्छा. हं, हं, हं. हं, हं. हं, हं, हं. हो, हो. अरे वाह वाह! खूपच छान! म्हणजे एक अ, थोडंसं आमिष दाखवलं, तर ही परंपरा कुठेतरी जोपासता पण येते. हे नक्कीच म्हणजे एक छानपणे तुम्ही, अ, म्हणजे त्याचं अवलंबित्व केलं आणि तुमच्या अनुभवातून दाखवूनही दिलं. खूप छान वाटलं मला तुमच्याशी या विषयावर बोलून. आणखी काय सल्ले द्याल तुम्ही, एकत्र जेवणाची ही जी परंपरा आहे, तर त्यादृष्टीने, म्हणजे नाही का, ते घरी कशी आणली पाहिजे?
हम्म. म्हणजे मी तर सांगेन की ह्यासाठी, आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी, तुम्ही जे काही तुमच्याने होऊ शकेल, आपण म्हणतो ना. साम, दाम, दंड, भेद. <laughs> सगळं उपयोगात आणा. आणि सगळे आयडियाज लावून आपल्या कुटुंबाला एकत्र ठेवा. निदान एक तरी वेळ अशी असली पाहिजे संपूर्ण 24 तासात, ज्यावेळेस तुमचं संपूर्ण एकत्र फॅमिली येऊन बसेल आणि गप्पा गोष्टी करेल आणि मनमोकळेपणाने ते बोलू शकेल. आणि मला असं वाटतं की रात्रीच्या जेवणाची वेळ तर अतिउत्तम आहे कारण आजकाल ना लोकांना इतका भरपूर स्ट्रेस असतो .आणि आपण अशा बातम्याही ऐकतो की मुलांना शाळेत खूपच स्ट्रेस वाढला आहे. अ, कधी-कधी कोण दुसरी मुलं त्यांना बुली करतात किंवा टीचर्स पण त्यांना जास्त प्रेशर देतात. आणि ते कोणाशी बोलू नाही शकत. तर जर का रात्रीची वेळ आपण थोडीफार त्यांना दिली आणि त्यांना ते स्पेस दिलं अ, की मन मोकळेपणानं तू इथं बोलू शकतो. आणि मी तुझ्यासाठी इथे आहे. आणि आपण त्यांना प्रेमानं 2 घास भरवले, तर तेही मन मोकळे होऊन आपल्याशी सगळं काही शेअर करतील आणि आपल्यालाही कळेल की, जर का त्यांना कुठल्या मदतीची गरज असेल, तर आपण ते तेव्हाच्या तेव्हा करू शकतो.
हं, हं. हं, हं, हं, हं. हं, हं. हं, हं. बरोबर. हं, हं. हं, हं, हं. अगदी बरोबर. खूप छान रीतीने तुम्ही हे सांगितलं आणि खूप पटलं हे मनाला पण, नाही का. आणि प्रत्येकाने जर याचा उपयोग केला, तर नक्कीच जी परंपरा आहे, ती अखंडित राहील. आणि त्यामुळे प्रेम, म्हणजे प्रेम भावना पण वाढीस लागेल. आणि एकोपा पण टिकून राहील आणि परंपराही जपता येईल. खूप-खूप धन्यवाद तुमची ही माहिती दिल्याबद्दल. खूप-खूप आभार.
तुमचेही खूप-खूप धन्यवाद. मला ही खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून.